हो, हो, खूपच छान सांगितलं तुम्ही हे. पण मग आणखीन असे कोणते पदार्थ तुम्हाला जाणवले का की ज्याच्यामुळं आपला मूड अ, म्हणजे बदलतो. म्हणजे जसं की काही आता मी माझं एक उदाहरण देतो तुम्हाला. तर मी एकदा खूप थकलो होतो आणि ना, अ, बस स्टँडवरती आलो होतो, मी प्रवास करत होतो. तर मग तिथं मी एक ज्यूसचं दुकान दिसलं मला. तर तिथं मी ज्यूस प्यायला गेलो. तर तिथं वेगवेगळे ज्यूस होते. ऊसाचा रस होतं, अमुक-तमुक होतं. पण मग तिथं मला वेगळं काय दिसतं डाळिंबाचा रस. तर म्हणलं अरे आपण ट्राय करू आणि मग मी ते डाळिंबाचा ज्यूस ट्राय केला. मला काय वाटलं ते डाळिंबाच्या बिया थोड्या कडवट असतात, जरा कडू लागेल. पण मग त्यांनी इतकं छान बनवलं ना, त्याने मला एकदम रिफ्रेशिंग म्हणजे इतकं ताजतावान वाटलं ना, म्हणजे दिवसभर दमलेला असून पण मी फ्रेश वाटलं. म्हणजे माझं मूड चेंज झालं. तसं तुम्हाला असं कोणते पदार्थ जाणवतात का, की ह्याच्यामुळे मूड चेंज होतो?
<laughs> हं, हं. अच्छा. बरं. हं, हं. अरे वाह! बरोबर. हं, हं, हं. अ, तसे म्हणजे आपण बघायला गेलो ना, तर अ, एक एक म्हणजे मूड चेंजर आता म्हणजे मुलांमध्ये जे मी ऑब्झर्व्ह करते. ते चेंज करायचं असेल, तर अ, दही आहे. जर ताजं दही आहे आपलं, रात्री दही लावायचं आणि ते दुपारी जर आपण देतोय साखर घालून किंवा मीठ घालून म्हणा. ते किंवा नुसतं असच खायला जरी दिलं, ते आंबट जास्त नसतं. तर ते दही दुपारच्या वेळेस ते दही देणं चांगलं आहे किंवा आपण लस्सी बनवून देऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त
हां, हां. अच्छा, बरं. बरं. हो, हो, हो. हां, हां. बरं. हो, हो. मुलं लस्सी पितात आणि आ आवडीने. हं.
हो, आवडीने पितात. मग त्याच्यात तुम्ही फ्लेवर पण अ‍ॅड करू शकता वेगवेगळे.
हो, हो, हो, हो.
फक्त एवढचं की प्रयत्न करा, की जे फ्लेवर जे आहे ते शुगरफ्री असावेत, कारण आजकाल फ्लेवरच्या नावाखाली शुगर सिरपमध्ये एखादं काय म्हणतो आपण अ, अ आपण म्हणतो ना, की ज असा आर्टिफिशियल फ्लेवर, आर्टिफिशियल फ्लेवर असतो शुगर सिरपला आणि सांगितलं जातं, की हां बाबा, हे याचा शिर अ, त्याचा पल्प आहे म्हणून. तर ते तसं नसावं. तर मग ते छान होतं आणि एक दुसरं म्हणजे आपल्या मुलांना शक्यतो आपल्या किंवा आपल्या स्वतःला पण शक्यतो घरातलं जे अन्न आहे ना, त्याच जरासं म्हणजे तुम्ही कड हे करत रहा, कंटिन्युअसली ना, चेंजेस आणत रहा तुमच्या जेवणाच्या प्रकारांमध्ये.
बरोबर. हं. मग 2-3 नावावर टाकतात ते काहीतरी, ओरिजिनल नाही. हां. हो, हो, हो. हं. हां, हां, हां. चेंजेस करत राहा. हे हे खूप चांगलं सांगितलं, म्हणजे आता आहे ना, एकदा काय झालं, तर माझी मिसेस अ, तिखट असतं ना, आपलं कांदा, लसूण मसाला जे आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण बनवतो. अ, म्हणजे रस्याचं भाजी असते. एक दिवशी माझे सासूबाई आले होते, तर त्यांनी हिरव्या मिरची वापरून केली. तर मग थोडंसं वेगळं लागलं ते. मग आम्ही तेव्हापासून काय करतो ना, की भाजी तीच असते कारण भाज्या तर काय एवढ्या सीझनमध्ये बदलत नाही तर मग कधी लाल तिखटाचं केलं, कधी मसाल्याचं केलं, कधी आपलं हिरव्या मिरचीचं केलं. तर मला वाटतं असं केलं ना, तर भाजीतही त्याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकतं.
बरोबर. हो, हो. बरोबर. बरोबर. बरोबर. अगदी. हो. अ, बरोबर.